आम्ही पाहतो, की आमच्या जीवनामध्ये शाळा आणि कॉलेज अ, करत असताना, आपल्याला काय होतं, की त्याचे वेगवेगळे ड्रेस कोड असतात परंतु कधी-कधी तेच ड्रेस कोड घालून, ते कधी-कधी आपल्या स्टाईलवरती पण प्रभाव अ, टाकतं. तर तुमच्या शाळा आणि कॉलेजच्या ड्रेस कोडने तुमच्या स्टाईलवरती काय प्रभाव टाकला सांगू शकता?
हं. बरोबर. हो, नक्कीच ना आणि खरंच ही म्हणजे ना अगदी भारी प्रश्न आहे हा, की आप शाळा आणि कॉलेजच्या ज्या ड्रेसकोडमुळे आपल्या स्टाईलवरती काय प्रभाव पडतो? तर जेव्हा आपण शाळेत असतो, तेव्हा शाळेमध्ये गणवेश हा फिक्स असतो, की याच प्रकारचा गणवेश मुलांचा राहील, या प्रकारचा मुलींचा राहील आणि रोजच्या रोज आपल्याला तोच गणवेश घालून यायचा आहे. मग त्याच्यामध्ये असं अगदी असं काही आपण फॅशन करू शकत नाही किंवा काही करू शकत नाही. कारण की सर्व पोरं समान दिसतात आणि काहीच नवीन करणार आहे आपण त्या कपड्यांमध्ये, पण जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा, काय असतं, की आपल्याला थोडंसं फ्रीडम भेटलेलं असतं, आपल्याला आपल्या पद्धतीचे कपडे घालून यायला लागतात. ज्यांना आपण म्हणतो, अ, की कॅज्युअल कपडे, किंवा अ, ट्रेडिशनल कपडे असे अ, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, लोक मुलं घालत असतात आणि आत्ताच्या सध्याच्या टायमाला, मुली तर ते वेस्टर्न कपडे जास्तच घालायला लागलेले आहेत कॉलेजामध्ये. पण त्याच्यामुळे काय झालं कधी-कधी, फायदाही आहे आणि कधी-कधी नुकसानही आहे, ते कसं?
हं, हं. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी. हो, हो. अगदी बरोबर. हं. हं, हं. बरोबर, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हो. हं, हं. अगदीच, अगदी, हो.
की शाळेमध्ये आपण जेव्हा होतो, तेव्हा आपल्याला चिंता करायची गरज नव्हती. "अरे उद्या काय घालून जायचंय?" कारण की माहिती होतं ना, एकच युनिफॉर्म आहे तो <chuckles> तोच उद्या सकाळी घालून जायच आहे आणि जास्त काही मगजमारीही नव्हती आणि डोक्यावरती ताणही नव्हता. पण जेव्हा कॉलेजमध्ये आलो. तेव्हा "अरे, उद्या सकाळी काय घालू? कुठल्या कलरचा कप शर्ट घातला पाहिजे? कुठली पॅट घातली पाहिजे?" याचं नियोजन चालू असतं. "मग चप्पल कसे घातले पाहिजे? सॉक्स कसे घातले पाहिजे?" ह्या पद्धतीचंच आपलं नियोजन चालू असतं आणि ह्याच्यातच आपला वा बाकीचा टाईम जात असतो.
हं. हं, हं. काय? एकच ड्रेस आहे. हं, हं. हां, हां. बरोबर. अगदी. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर.
मग आणि कधी-कधी काय होतं, की काही पोरं आहे ना, अ, कॉलेजनीही ड्रे त्यांचा ड्रेस कोड दिलेला असतो, की तुम्ही शर्टमध्ये या, शर्ट पॅन्टमध्ये या. तुमचे फुल स्लीव्ह्ज असले पाहिजेल, हाफ स्लीव्ह्ज असले पाहिजे. मुलींसाठीही ड्रेस कोड असतात, की तुम्ही पंजाबी ड्रेस घालून या टी-शर्ट घालत असनार तर, ते चांगलं असलं पाहिजे. अ, आणि बाकी आणि काय झालं, की माझी थोडी जी कॉलेज होती ती थोडी मॉडर्न होती.
हं. हं, हं. हं, हं. अगदीच. हं, हं. अच्छा.
की हो. आणि याच्यामध्ये चांगलेच श्रीमंताची मुलं होते म्हणून तुम्हाला माहितीच असेल, की ते वेस्टर्न कपडे जास्त प्रिफर करतात. मग त्याचा जो व्या म्हणजे ते वेस्टर्न कपडे घालण्याचा जो स्टा अ, पद्धत होती ती ना, वार म्हणजे थोडी थोड्या दिवसानंतर आहे ना, अशी बदलायला लागली तर म्हणजे पोरं कसेही पद्धतीचे अगदी त्यांच्या अंगापेक्षा मोठे कपडे, कधी-कधी अगदी लहान कपडे, अशा पद्धतीने कपडे घालायला लागले होते ते. मग ते कसं आणि सर्वे पोरं तर तिथे शिकायलाच आलेले आहेत ना, काही असं फॅशन शो ला तर आपण आलेलो नाही तिथं. पण कॉलेजमध्ये असतं, की थोडंसं आपण अ, स्टायलिश राहायला पाहिजे. थोडंसं चांगलं राहायला पाहिजे. जे आपल्या इमेज वरती प्रभाव टाकतं. पण ते आहे ना, जास्तच वाढायला लागलं होतं आमच्या कॉलेजला. तर मग आमच्या डायरेक्टरने एकच निर्णय घेतला, की "आता या सर्व्या पोरांना युनिफॉर्म द्या."
हं, हं. हो. हं. हं. अच्छा. हं, हां. हो. बरोबर. हं, हं. अच्छा, अच्छ हं, हं. अच्छा. अवघडच झाला मग निर्णय. <chuckles> हं, हं.
हो. हो, हो. मग <chuckles> युनिफॉर्म द्यायचं म्हटलं म्हणजे सगळे पोरं ना, अरे आता आम्ही काय शाळेत राहिलोय का? तुम्ही असं युनिफॉर्म कसं देऊ शकता आम्हाला? मग तुम्ही आमच्यावरती असं करताय हे चुकीचं आहे. कोणी तुम्हाला अ, हे दिलं ऑथॉरिटी दिली? हो. आम्ही काय घालू त्याच्यावर तुमचा काय प्रश्न येतो. असं करून, करून लागले? मग कॉलेजवाल्यांचं तर हां, हां, हां.
हां, हां. हं, हं. अधिकार दिला. हं, हं. तोच मग मला सांगा ना नेमकं. तर सुरुवातीला थोडक्यात सांगा की तूम् शाळेमध्ये कसा ड्रेस कोड दिला मग त्यांनी? आणि पूर्ण युनिफॉर्म होता, की फॉर्मल होता? की काही अजून नि नियम होते त्याच्यामध्ये?
हं. नाही अ, त्यांनी काय केलं ना, की सगळ्या मुलांना अ, टी-शर्ट दिले हाफ स्लीव्सचे. आणि ते त्या, त्याचा लोगो आणि त्या पद्धतीचे त्यांनी सगळ्यांना मुलगा आणि मुलींना दोघींना ते मँडेटरी करून दिलं होतं त्यांनी. आणि फक्त वेडनेसडे वेडनेसडे आणि सॅटरडेच्या दिवशी आपण, कॅज्युअल कपडे घालू शकतो. ड्रेस कोड आपला त्या दिवशी हे राहील, सिव्हिल ड्रेसमध्ये आपण येऊ शकतो.
हं, हं. अच्छा. अच्छा. अ, फ्रीमध्ये का? ड्रेस. अच्छा. चेंज झाले. हं. अच्छा, हं.
तर मग अशा पद्धतीने होतं तर मग पोरं त्याच मग मुली कसे असतात किंवा मुलं कसे असतात, की वरती मस्त घालून घेतलं शर्ट राहिलं, तर मग खाली ते आताच्या टायमाला ते मोठे-मोठे ते बॅगी पँट्स आलेले आहेत तसं घालून यायचे. मग असं वेग फॅशनच बदलली त्यांचीवाली अगदी त्या म्हणजे त्या ड्रेसवरतीही त्यांचं फॅशन ते लुक आणि मग अगदी बा बारीक पोरगा आहे आणि तो अगदी ते अ, कॉलेजचं शर्ट मग एक्सेल साइजचा घ्यायचा बॅग त्याला बी ओवर साइज दाखवण्यासाठी
हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर.
तर अशा स्टाईलच्या प्रतिक्रिया त्यांनी राबवल्या स्वतःवरती आणि शाळेमध्ये कसं होतं की आणि माझ्यासारख्या मुलांना कसं झालं, की मला खूप कंटाळा होता कपडे कोण घालेल? नव-नवीन रोजचे कपडे आणि मग ते पोरं तसं ही रोज म्हणजे काहीतरी वेगळंच घालून यायचे नवीन घालून यायची आणि आपल्याला कसं त्याच्यामध्ये लाज होती, तर माझ्यासाठी खूप आनंदीचं झालेलं होतं. म्हटलं जसं शाळेत होतं तसंच जायचं आहे सकाळी उठून, मस्त पॅन्ट घालायची आणि कॉलेजचे शर्ट टाकायचं आणि निघायचं. रोजचा काही टेन्शनच नाही म्हंटलं आता आपल्याला बरं केलं मॅनेजमेंटनी, की आपल्याला ड्रेस कोड देऊन दिला.
हं, हं. हं. हं. <chuckles> अरे वाह! मस्त झालं. अरे वाह! छान, छान, छान. मग मला हे सांग ना, की त्या नियमाने तुझ्या स्वतःच्या स्टाईलवरती कसा प्रभाव टाकला? आणि स्वतः व्यक्त करण्याच्या पद्धतीत काय बदल केलेत बरं तू?
हं. बघा ना, काय व्हायचं की कॉलेजमध्ये, असे वेग पोरं काय बाकीचे स्टाइलिश कपडे घालून याय आणि आपण अगदी फॉर्मल शर्ट्स आणि त्याच्यामध्ये जायचो कॉलेजला. मग ते कसं ते पोरांच्या नजरेमध्ये आपण आपल्याला ते थोडं वेगळं पकडायचे की, "नाही-नाही हा असा आहे, तसा आहे, हा थोडासा फॉर्मल राहतो." मग ते लोकं मुलं आहे ना, मिसळायचे नाही आपल्यासोबत. पण जेव्हा असा ड्रेस कोड बदलला आणि तेव्हा तर सगळे सारखेच दिसायला लागले ना. मग ते ते कम्युनिकेशन बॅरियर किंवा ते स्टेटस बॅरियर जे असतं ना कॉलेजमध्ये, ते निघालं आणि त्यानंतर ते मुलं बोलायला लागले. आपण त्यांच्यासोबत बोलायला लागलो आणि त्यानंतर मग चांगले संवाद व्हायला लागला. मग असं क करून कम्युनिटी चांगली बनायला लागली. म्हणजे कुठेतरी हे चांगलंच ठरलं माझ्यासाठी की ते आमच्यामधलं ते स्टेटस बॅरियर निघालं. कुठे आमच्यामध्ये तो एक थोडासा आम्ही अटकायचो बोलायला ह्या त्यांच्यासोबत किंवा ते आमच्यासोबत तर ते निघालं पूर्णपणे.
हं, हं. हं, हं. बरोबर. हं. अच्छा! अगदी, अगदी बरोबर, हो. हो. अच्छा. हं. हं. अरे वाह! हो, हो, अच्छा. अरे वाह! खूपचं छान. तर मग एखाद्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जे बोललात ना, की मग एखाद्या दिवशी काही-काही मुलं रोजच घालायची. असं काही कडक नियम होते का, स सैल नियम होते?
हं.
ते कपडे रोजच घालायचं. हं, हं.
नाही. अ, ते आहे ना होतं, की अ, म्हणजे स्ट्रिक्ट नियम तर होतेच ते, की तुम्हाला जे दिलेले दिवस आहेत. त्यांच्यामध्ये तुम्हाला ते युनिफॉर्म घालून यायचंच आहे. नाहीतर मग तुम्हाला अटेंडन्स भेटणार नाही.
बरोबर.
तर मग अशा पद्धतीने होते. म्हणून त्यामुळे तर मुलांना ते घालावेच लागत होते. त्यांना ऑप्शनच नव्हतं. कारण की अटेंडन्सचा प्रश्न खूप मोठा असतो. कॅल्क्युलेटेड अटेंडन्स असतात आणि मुलांना बंक ही मारायचे असतात.
हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. अच्छा.
म्हणून मुलं, ती अटेंडन्स वाया नाही घालायची.
हं, हं. अच्छा. म्हणजे तशी ती अटेंडन्स लावायचेत रोजच. कधी असं वाटलं, की ड्रेस कोडमुळे क्रिएटिव्हिटी कमी झाली, आत्मविश्वास बंद पडला तो?
हो. हं.
म्हणजे कमी झाले असं वाटलं. हं, हं.
नाही. उलट मला माझा तर आहे ना, आत्मविश्वास वाढला, की आमचं बॅरियर संपलं. ए, अ, लोकांसोबत बोलण्याचं. लोकं काय कपड्यांवरनंही मग जज करायला लागून जातात ना, की नाही, नाही हा असा असेल, तर हा तसा असेल. पण सगळ्यांचेच कपडे सामान्य झाल्यामुळे सारखे झाल्यामुळे मग कसलं बॅरियर राहिलं तिथं? "अरे, तूही तेच अरे, ते आप माझेही तेच कपडे तुझेही तेच कपडे." मग लोक मस्त बोलायला लागले, आनंदी राहायला लागले ते पोरंही मग. असं समजायचे नाही, की "अरे, हा याचा आणि आपलं स्टेटस मॅच नाही करत आहे. मग याच्यासोबत कशाला बोलायचं?" मग तेव्हा सगळे लोक बोलायला लागले.
अच्छा. हं, हं. हो. अगदीच, अगदी. हो. अगदी बरोबर. हं, हं, हं. हो. हं, हं, हं. हो, हो. तर म्हणजे अशा प्रकारच्या त्या घटना व्हायच्या. तर खूप छान म्हणजे ते टेस्ट स्टेट बॅरियर जे निघलेत तुझ्या जीवनातले. तर मग त्याचा तुझ्या घरच्यांवरती काही परिणाम झाला का? ती म्हणे, "बरं झालं आहे कपडे आम्हाला धुवायचे वगैरे रोज लागायचे तर तू रोज मधून फक्त आता बुधवारी आणि शनिवारीच धुवायला देतो." त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या?
हो. हं. हो. आईसाठी तर खूप झाल चांगलं झालेलं होतं. आई मला वारंवार बोलायची, "रोज-रोज नवीन-नवीन कपडे काढतो. माझे हात माझे मनगटं दुखायला लागले तुझे कपडे धुवून-धुवून एवढे जाड-जाड पॅन्ट आणि तुझे ते शर्ट, बरं झालं." मग आई तर आईसाठी तर खूप चांगलंच आई उलट सांगायची, "चांगलं केलं कॉलेजवाल्यांनी तुम्हाला शर्ट नुसतं ते शर्ट देऊन दिलं तर टी शर्ट दिलं, बरं आहे आता." 2 दिलेले होते म्हणून 1 1 शर्टला वार म्हणजे आलटून-पलटून घालायचो मग आम्ही.
हं. अरे हं, हं. हं, हं. हं. अच्छा आणि ती एक कॉलेज च्या फीस अ, फीसमध्ये जास्त पैसे देऊन घेतली होती का ते इन्क्लूड फीस होतं काय होतं?
हो, म्हणून ते नाही, त्याचे ₹1,000 जास्त द्यावे लागायचे आम्हाला फीझ व्यतिरिक्त.
अरे बापरे! म्हणजे ते द्या आणि मगच तुम्हाला कपडे भेटतील.
हो. आणि जर तेही नाही अं आणि एखाद्या व्यक्तीला आणि असं होतं की प्रत्येक वर्षी नवीन घ्यायची आहे.
हं. अच्छा, अच्छा.
हो. म्हणजे ते काही पोरांचे मग काय सवय असते, की एकाच वेळेस घेतले आणि चारही वर्ष घातले.
नाही हो. बरोबर, बरोबर.
म्हणजे कॉलेजमध्ये काही इव्हेंट्स राहिले, मग तेव्हा ते पोरांचे कपडे मळलेले दिसतात, ते सगळं दिसतं ना. आणि कॉलेजलाच काळजी की आपले पोरं असे दिसले नाही पाहिजे, प्लेसमेंट येतात. मोठे-मोठे लोकं येतात कॉलेजमध्ये, ते फ्रेश दिसले पाहिजे हे पोरं.
<laughs> हं, हं. पण आम्ही पाहतो कधी-कधी आहे ना, अ, अं तरुण मुलांना जे कॉलेजमध्ये जाता त्यांना, असं भारी-भारी कपडे घालावेसे वाटते किंवा रंगीबेरंगी कपडे घालावेसे वाटते. कारण की एक नवीनच अ, म्हणजे तिथं आपण 16 वर्षाच्या पुढे असतो आणि एक वेगळाच प्रभाव आपल्याला वाटतं, की आपण दुसऱ्यावरती टाकावा. मुलं-मुली नवीन असतात, सगळ्यांसमोर आपल्याला बेस्ट बेस्ट दिसायचं असतं, तर मग त्यावेळेसचं कसं करतो बरं, ॲडजस्टमेंट?
हं. बरोबर. हो. बघा, मग त्यावेळेस कसं होतं ना, की आता वे दुसऱ्या कॉलेजचं पकडलं, तर मग पोरांना काय होतं, की नवीन-नवीन कपडे करायचे आहेत. आणि कॉलेजला असताना त्यांना मग कपड्यांचं जास्त हौस येतो, की नाही मला या पद्धतीचे कपडे घ्यायचे आहेत. मग असे कपडे घ्यायचे आहेत आणि त्याचा मग खर्चही जास्त वाढतो.
हं. बरं. अगदी, अगदी.
हो. आणि मग ते सोशल स्टेटस, सोशल क्लास या गोष्टींमध्ये यायला लागतं. मग अगदी माणसं लोकांना त्याच्या कपड्यांवरुण जज करायला लागून जातात. जे की चुकीचं असतं. मला असं वाटतं. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी आहे आणि तो त्याच्या परिस्थितीला अनुसरून राहायला राहतो, पण काही-काही लोकं असतात ना, की त्यांची परिस्थिती काही वेगळीचं आहे आणि ते दाखवतातचं काही वेगळी.
हं, हं. अच्छा. हो, हो. हो. पण प्रत्येकाची आवडीनिवडी पण असताना असं. प्रत्येक दाखवण्यासाठीचं नाही, तर पण अ, कॉलेज म्हणलं का स्वातंत्र्यचं आपल्याला वाटतं, की स्वातंत्र्य शिक्षक आहे. तर मग त्या ठिकाणी तर मला वाटतं, की समजा त्यांना वाटतं खुलं झालंय आपण असं कॉलेजमध्ये काही मारण्याचे नियम किंवा शिक्षा देण्याचे शाळेसारखेचे नियम नसतात. आम्ही तर बंदिस्त बंदिस्त जीवन तर जगलेलोचं आहोत शाळेमध्ये. त्या फेजचामध्ये. मग मला असं वाटतं, की खुलं, अ आपण त्या ठिकाणी कॉलेजपासून खुलं होण्यासाठी सुरुवात होतो. तर त्या प्रकारचे कपडे घालायला पाहिजे तुला काय म्हणजे, तुझं काय मत आहे त्याच्यावरती?
हो. हं. नाही, नाही. बरोबर. बरोबर. हो. अगदी बरोबर आहे. ते की प्रत्येक व्यक्तीला त्याचा म्हणजे आता एवढं मोठं तो त्याचे अ, 15-16 वर्ष कॉलेज म्हणजे शाळेमध्ये काढून आलेला आहे. एवढ्या स्ट्रिक्ट वातावरणामध्ये काढून आलेला आहे. म्हणजे अगदी त्याची हेअरस्टाईलही अ, त्याच्यानुसार नसायची त्या टायमाला. तीही स्पोर्ट्सचे टीचर ते ठरवायचे, की कशे पद्धतीचे आपले केस असतील. मग ते कसं कॉलेजमध्ये आल्यावरती असत ना ते लहानपणापासून की हे आपल्यासाठी एक जेल सारखं होतं. शाळा. आणि मग त्यामधनं आपण स्वातंत्र झालो. आणि मग आपण आपल्या पद्धतीने जगू शकतो. आपल्याला जे वाटतं ते घालू शकतो. ते आहे ना खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे स्वातंत्र्य असणं खूप गरजेचं आहे. पण मग ते स्वातंत्र्य जर तुम्हाला भेटलंय ना ते प्रत्येकासाठी त्याचं स्वातंत्र्य वेगळं आहे. मग तुम्ही त्याला जज् करू करत बसू नका, फक्त माझं एवढं म्हणणं आहे. तुम्ही स्वतःचा एन्जॉय करा. स्वतःच्या स्वातंत्र्याचा मजा घ्या. पण दुसऱ्याला त्याच्यात तुम्ही असं जज् नका करू.
नक्की. हं. हं. हं, हं. हो. अगदी. हं, हं. हो, हो. अगदी. अगदी. हं, हं. बरोबर आहे. हं, हं. अगदी. हो, हो. ते आपल्यावरच राहतं. आपल्यालाच कधी-कधी वाटतं, की आपलं आपण अ, कोणी जज आपल्याला करतंय का काय? तास हां, हां, तेच ते. तर अ, मग आता पाहता तुझं आजचं फॅशन निवडीवर तर म्हणजे काय परिणाम झालेले आहेत? आजची फॅशन जी आहे, ती वेगळी झालेली आहे आणि त्यावेळेसची वेगळी होती. तर कसे परिणाम झालेले आहे, काय सांगू शकतो?
बरोबर. हो. बघा फॅशनमध्ये खूप जास्तच परिणाम झालेला आहे, की वेगवेगळ्या प्रकारचे कपडे झालेले आहेत. अ, अजून ते एक्सेसरीज वेगवेगळ्या प्रकारच्या झालेल्या आहेत. जे आपल्याला चांगलं दाख दाखवण्यात मदत करतात. हेअरस्टाईल भारीभारी झालेले आहेत, जिच्याने आपलं पूर्ण ओव्हरऑल अपअरन्स सुधारतं. तर फॅशनमध्ये फारसा मोठा बदलाव झालेला मला दिसून येतो आणि जो की चांगलाही आहे आणि सकारात्मकही आहे.
हं, हं. हं. हो. हं, हं. हं, हं. अगदीच. खूप छान! खूप छान! म्हणजे जर असं जर असलं तर म्हणजे आमच्या जीवनामध्ये अ, बदल होऊ शकतो किंवा आम्ही ती स्वीकारू शकतो. तर ठीक आहे. तर खूप छान बोललास तू, की शाळा आणि कॉलेजमध्ये ड्रेस कोडने तुमच्या स्टाईलवरती कसा प्रभाव टाकला आणि सगळ्या गोष्टी ऐकून अगदी खूप छान वाटल्यात. खूप-खूप धन्यवाद.
हो. हं. धन्यवाद.